पहा ना. कसं असतं ना? कधी-कधी आपण कोणत्या पात्राबरोबर अस्त्री एवढे अ, कनेक्ट होतो की आपल्याला वाटतं आपण त्या पात्राची जी अ, अ, रिअल जीवनामध्ये त्याची भूमिका पाडतोय. तर तुम्हाला असं कधी वाटलं का, की तुम्ही कोणा कोणच्या पात्राशी एवढे कनेक्ट झालेले आहेत?
हं, हं. बरोबर. अ, हो, हो. अ, ॲक्चुअली ना मी एक अ, रिअल स्टोरी बघितलेली म्हणजे एका अ, व्यक्तीसोबत ती रिअल झालेली. पण त्यानंतर मी ती वाचलेली आणि त्यानंतर त्याच्यावर एक मूव्ही बनलेला होता. आणि त्या डायरेक्टरने इतका छान तो मूव्ही डिझाइन केला होता ना की अक्षरशः त्यामध्ये जो पात्र होता मुख्य नायक त्याच्यातला, मला असं वाटत होतं की तो अ, मीचं आहे. म्हणजे अ, त्याचे जेवढे प्रश्न होते ना. ते मला असं वाटत होतं की वा वास्तविक म्हणजे माझेचं प्रश्न आहे आणि ते शोधण्यासाठी मला बाहेर निघायला हवं म्हणून असं. <chuckles>
अच्छा. अरे वाह! अच्छा. मतलब अगद अगदी तुम्ही असं तुम्हाला असं वाटलं की त्या पात्राशी तुम्ही एवढे कनेक्ट झाला आहेत की तुम्ही त्याचं जीवन जीतात आहेत असं म्हणजे तुम्हाला म्हणायचंय. बरोबर?
हां. हां. तसचं. मी अ, ॲक्चुअली कसं ना. मी आयटीमध्ये जॉबला होतो आणि त्या जॉबला असताना एकतर अ, लॉकडाउन पण आलं. त्याच्यानंतर लोड पण इतका वाढलेला म्हणजे फ्रस्ट्रेशनमध्ये होतो पूर्णतः. तर अ, त्यानंतर मी असं ब वाचायामध्ये एक अ, पुस्तक मला एका मित्राने अ, रिकमेंड केलं. तो मी पुस्तक वाचलं बरं का, हं. आणि त्यानंतर अ, ते पुस्तक वाचल्यानंतर त्यांनीच मला सांगितलं की याच्यावर एक मूव्ही पण बनलेला आहे तो पण तू बघ. आणि ज्यावेळेस मी तो मूव्ही बघितला ना तर त्याच्यामधला जो पात्र होता म्हणजे तो पण असाचं फ्रस्ट्रेशन झालेला. अ, त्याला नाही का एक दिशा नव्हती भेटतं जीवनामध्ये की
हां. हां. अच्छा. अच्छा, अच्छा. तर तुम्ही ते फ्रस्ट्रेशन बरोबर लिंक केलं की आता माझी ह्या पात्राबरोबर माझी सारखी परिस्थिती आहे. बरोबर.
हां. हां. सेम-सेम तसचं. त्यामध्ये तो व्यक्ती जो असतो ना त्याला एक अ, जीवनामध्ये उद्देशचं मिळत नसतो. काय करावं? काय करावं? तो खूप अ, त्यासाठी नाही का घरून बाहेर निघतो. हां. त्याला असं वाटतं ना की अ, हे जे आपण एका विशिष्ट अ, पॅटर्न्समध्ये नाही का ब बांधून घेतलेलं आहे स्वतःला आणि या पॅटर्न्समुळे काय होतं ना की आपण त्याच त्या, त्याच त्या पॅटर्नमध्ये पुन्हा, पुन्हा, पुन्हा, पुन्हा झिजतोय तिथे. आणि वास्तविक अ, आपल्याची इच्छा काय? आपल्याला या जीवनात करायचं काय? अ, ह्याचाचं त्याला प्रश्न अ, पडलेला असतो सगळ्यात मोठा. हां.
अरे बापरे! अरे, असं. तर मग तेव्हा तुम्हाला असं वाटलं की हो, की हा माझ्यासारखा आहे.
हो. हां. त्यावेळेस मला असं वाटलं की तो खरचं अ, माझ्यासारखा आहे आणि त्यावेळेस तो काय करतो ना की सगळ्या गोष्टी तो मागे सोडून अ, निघून जातो बाहेर. मला समजत नाही अ मला पण तसं वाटलेलं ॲक्चुअलीमध्ये की म्हटलं अ, इव्हन तुम्हाला सांगतो ज्यावेळेस अ, अ, या सगळ्या टेन्शन आणि स्ट्रेसमुळे ना इतकं लोड आलेला ना. म्म, घरच्यामध्ये प्रॉब्लेम्स वगैरे सुरू होते. माझ्या ताईचं पण ते थोडंसं मॅरेजचं अफेअर थोडंसं तिच्यामुळे त्यांचा पण लोड होता. याच्यामुळे कधी-कधी मला असं वाटायचं की अ, सुसाईड वगैरे टेंडन्सी येतात ना त्या येत होत्या. हां, तर त्यावेळेस मी इतका परेशान झालेलो होतो ना, मग मला हा पात्र दिसला.
अरे बापरे! तर तुम्हाला असं वाटलं कधी? <chuckles> <laughs> हां. अरे बापरे!
हा पात्र स्वतः परेशान झालेला आहे त्याच्याच फॅमिलीमुळे, सगळ्यामुळे आणि तो मग शेवटी काय करतो? की सगळं काही सोडून कोणाला न सांगता, काही न करता म्हणजे त्यांचे फॅमिलीचे त्याच्याकडून खूप मोठे एक्सपेक्टेशन असतात ना म्हणजे अ, त्या व्यक्ती जो आहे ना स्वतः त्याला काय करायचं हे कोणी विचारत नाहीये.
हां.
सगळे त्याच्याकडून वेगवेगळे एक्सपेक्टेशन लावून ठेवलेले आहेत की याने असं करायला पाहिजे, त्याच्या बायकोला वाटते की त्यांनी तसं करायला पाहिजे, बाबाला वाटतं त्याने असं करायला पाहिजे आणि त्या स्वतःचं काय आहे त्याचं जीवन? त्याचं जीवन काय, फक्त दुसऱ्यांसाठीचं आहे का? स्वतःसाठी काहीचं नाहीये. असं त्याला वाटत होतं. हां.
अगदी. अ, बसं, बरोबर. तुम्ही एकदम अगदी बरोबर म्हणाले, मतलब कधी-कधी आपल्याला वाटतं आणि असं पात्राशी त तुम्ही जोडून गेला, त्याच्यासाठी तर खूप छानं. पण कधी आपल्याला स्वतः पण वाटतं की काय मी सर्वांसाठीचं करत राहिलो, तर माझ्यासाठी कधी काय होणार? मी स्वतःला कधी आणि नेमकं असतं ना की आपण समय पण नाही देऊ शकत स्वतःला. आपल्याला वाटतं आपली वेळ तर आहेचं नाही सर्व सर्वांसाठीचं करण्यामध्ये आपला अ, पूर्ण वेळ जाणार. पूर्ण दिवस सरला जातो. खूप छानं सांगितलं तुम्ही. तर तुम्ही मला सांगा
असं. हां. हं, हं. हो. नाही देऊ शकत. पुन्हा. पूर्ण वेळ. बरोबर. आणि हं, हं.
की तुम्हाला असं कधी वाटलं, की तुम्ही त्या पात्राशी जोडून गेला. पण तुम्हाला असं काही अ, आठवण आल का? की मतलब तुम्हाला असं वाटलं, की माझ्या कुटुंबाबरोबर असं झालेलं होतं आणि त्या पात्राबरोबर पण तसच झालेलं आहे. तर माझी स्थित परिस्थिती बरोबर आहे. जसं तुम्ही सांगितलं, की फ्रस्ट्रेशन लेव्हल मॅच झालेला होता. बरोबर. पण असं काहीतरी नेमकं असं घडलं का? की ते तू त्याच्याबरोबर पण होतं आणि तुमच्याबरोबर पण होतं. तुम्ही सांगितलं तसं जॉब आणि बहिणीचं, पण त्याच्याबरोबर पण असंच काहीतरी होतं का?
हं, हं, हं. हं. हं, हं. हं, हं, हं, हं. हां, हां, हां, हां. हां, हां. हां. बरोबर, बरोबर. त्याच्यामुळ त्याच्याजवळ तसंच होतं. म्हणजे त्या पात्रामध्ये काय होतं ना, की तो परेशान झालला होता. म्हणजे तो अशा एका लूपमध्ये फसलेला होता, की त्या लूपमधून त्याला निघायचं होतं बाहेर, म्हणजे एक अ, म्हणजे उम्म, काही आपण म्हणू शकतो कुत्र्याचं पिल्लू जे एका खड्ड्यामध्ये जाऊन पडते ना, तो तिथल्या तिथं तिथल्या तिथंच नाही का, घुटमळत राहते. मग शेवटी-शेवटी त्याची ऊर्जा ऊर्जा कमी-कमी, कमी-कमी होत जाते आणि शेवटी तो तिथंच अ, समाप्त होऊन जातो. पण त्याला बाहेरून असा हात पाहिजे असते, की याला नाही का इथून बाहेरून काढा. मग तो एक एक अ, मोकळा श्वास घेऊ शकतो आणि मग आपल्या हिशोबाने तो सगळ्या गोष्टी करू शकतो. तसंच त्या पात्रामध्ये तो बाहेर ज्यावेळेस निघाला होता ना, मग एक वेगवेगळ्या लोकांसोबत जाऊन भेटला, म्हणजे लोकांसोबत जाऊन भेटल्यामुळे काय झालं, की त्याला हे बघायला भेटलं की संघर्ष फक्त त्याच्याच जीवनात नाही आहे, तो लोकांच्या पण जीवनात आहे हां आणि
हो, हो. हां, अगदी खरं बोलला तुम्ही. अरे! अगदी. जसं तो पिल्लू अडकतो ना, तसंच आपण मनुष्य जाती ह्या सगळ्यात मोठी आपण ह्याच्यामध्ये अडकतोच, संसारामध्ये अडकतो. आपलं लग्न झालं. आपले आई-वडील. हे, ते आणि सब सर्व जबाबदारीमध्ये आपण अडकून जातो ना, तर मग आपल्याला पण असं वाटतं, कोणी आपल्याला हात द्यायला पाहिजे आणि बाहेर काढायला पाहिजे. अगदी खूप बरोबर सांगितलं तुम्ही.
हां, हां. हां. बरो हां. बरोबर. <chuckles> मग तो जात <chuckles> तो जातो तिकडे लोकांसोबत भेटतो, वेगवेगळ्या संस्कृती बघतो, वेगवेगळे लोकं बघतो. म्हणजे त्याला दिसतं, की अ, पैशेच हे या सगळ्या काही गोष्टी नाही आहेत, आहे ना. अ, स्वतःचं आनंदित राहणं, याच्यासाठी जास्त वेळ पण स्वतःला दिला पाहिजे. मग तो बघतो ना, की हां. म्हणजे <chuckles> म्हणजे वयस्कर लोकं पण भेटतात त्यांना. मग त्यांनी जे जीवनभर अ, जीवन जगलेलं आहे आणि त्यांच्यासमोर काय-काय अडचणी आल्या आहेत. ते स्वतःच्या अडचणी आणि त्याच्या अडचणी एकमेकांसोबत तो कंपेअर करतो आणि त्याने कसं या अडचणीवर मात करून ते पुढे गेले, त्यांच्याकडून ते ज्ञान घेतो. म्हणजे ते प्रॅक्टिकल नॉलेजच तिथं त्याला मिळत असतो. सेम
<chuckles> अगदी बरोबर. <laughs> मस्त. तुमचा हिरो खूप छान आहे मतलब. <laughs> नाही, खूपच मस्त.
<chuckles> सेम मला <laughs> सेम मला पण तसंच वाटत होतं, की असं करा. मग मी अक्षरशः मी पण स्वतः नाही का कंटाळून घराच्या बाहेर निघालो. 15 दिवस मी घराच्या बाहेर होतो.
अरे बाप रे!
हां, मी वेगवेगळ्या ठिकाणी गेलो, जसं ओंकारेश्वर आसपासला. मग चालत-चालतच एकटा गेलेलो. मला समजत नव्हतं मी कुठे चाललो, पण मी चाललो होतो. वेगवेगळ्या लोकांसोबत भेटलो. कुठे चहा पिताना काही लोकांसोबत गप्पा मारल्या. कुठे जाऊन कोणत्या अ, आश्रमावर राहिलो. तिथे जाऊन साधू संतांच्या संगत बसून त्यांना आपले प्रॉब्लेम सांगितले. त्यांनी मला मार्गदर्शन केलं. नंतर कुणाच्या अ, हॉटेलमध्ये जाऊन राहिलो. नंतर चालत-चालत जसं आपण चालत-चालत जातो ना, तसं-तसं नाही का, आपल्याला असं वाटतं, की काहीतरी आपल्या अ, स्वतःच्या डोक्यावरचा लोड कमी-कमी, कमी-कमी होत आहे आणि सेम
हां. अरे! हो, अगदी खरं म्हणालात तुम्ही.
त्या पात्रामध्ये जसं होतं, तसंच मी माझ्या पण जीवनामध्ये त्या गोष्टी अवलंबल्या आणि मला पण माझे खूप काही प्रश्नाचे उत्तरं ते सापडले.
अरे! खूप छान. खूपच मस्त. मतलब तुमची 15 दिवसाची जी ट्रिप होती त्यानी तुम्हाला खूप काही शिकवून दिलं आणि तुम्हाला प्रश्नांची उत्तरं दिली. पण नेमकं काय असतं ना कधी-कधी आपल्याला असं वाटतं, की ज्या पात्र बरोबर मी असा जुडून गेलो आहे. आम्हाला त्याच्या त्याच्यासारखंच वाटतंय. पण त्या पात्राला कधी बघून तुम्हाला हे वाटलं का, की नाही, नाही हा मी नाही आहे. मी तर वेगळाच आहे, पण मी ह्याच्याबरोबर मी ह्याला खूप वाचतोय आणि म मी अ, माझा खूप टाईम ह्याच्याबरोबरच गेला आहे या मग मी पुस्तकाला खूप जास्त ध्यान आणि ह्याच्याने वाचतोय, म्हणून मी ह्याच्याबरोबर कनेक्ट झालोय. आणि मग जेव्हा ते वाटतं तर ते कशाला वाटलं? काय झालं होतं? तुम्हाला असं वाटलं का, की आपली अ, एक असं नाही कम्फर्ट झोन सुटतोय का? असं वाटतं तुम्हाला कधी?
<chuckles> हां. हं. बरोबर. हं, हं. हं, हं. हं. हं. हां, हां. हं, हं, हं. हां, हां. हां, हां, हां. बरोबर, बरोबर. तेच तर. मा मी नाही का एक तुम्हाला म्हटलं, की एक पॅटर्नमध्ये बांधल्या गेल्या असल्या कारणाने, तो त्या पॅटर्नला तोडून बाहेर निघला ना, त्यामुळे मला असं वाटत होतं, की सेम मला पण असच करायचं आहे माझ्या जीवनात. ते मला त्यासोबत बांधत होतं. आणि मग पुढे गेल्यानंतर ज्यावेळेस तसा तो गेला, तसा मी पण गेलो. नंतर मला ज्यावेळेस स्वतःचे अनुभव यायला लागले ना, तेव्हा कुठे मला वाटत होतं, की नाही तो पात्र जो आहे, तो थोडा डिफरंट आहे आणि माझा जीवनाचा अनुभव थोडा-थोडा डिफरंट चालला आहे. असं आहे. <chuckles> हा.
बस! हेच काय असतं ना आपल्याला असं वाटतं, की ह्या माझ्यासारखा असेल, तो माझ्यासारखा असेल. पण आपल्याला ना मनुष्य जीवन असं भेटलंय, की तुम्ही तुमच्या सारखेच होणार. तुम्ही अजून कोणासारखं नाही होऊ शकत. नाही, मस्त. मतलब मग तुम्हाला काय वाटलं पुढे काय झालं मग?
हां. बरोबर आहे. <chuckles> नाही येऊ शकत. हां. त्याच्यामध्ये मग कसं आहे, की वेगवेगळ्या लोकांना भेटल्यामुळे, मला खूप काही प्रश्नाचे उत्तर मिळाले आणि एक दिवस मी असंच शांत बसलेलो होतो नदीच्या किनाऱ्यावर. तिथून नर्मदा वाहते त्या किनाऱ्यावर ओंकारेश्वरजवळ. शांत बसलेलो, जसं-जसं तो अ, पाणी वाहत, वाहत, वाहत, वाहत जात होतं, तसं तसे माझ्या मनातले विचार बी त्यासोबत असे वाहत जात होते आणि अचानक मी एकदम शांत झालो आणि मला एक गोष्ट समजली, की ही जी शांती आहे ना, ही बाहेर नाही आहे. वास्तविकतेमध्ये ती आपल्या स्वतः मध्येच आहे. आप आणि
हो, हो. हो. अरे काय! मस्त, मस्त. तुम्हीच तुम्हाला अगदी कळलं, की आपली शांतता आपल्याकडे असते, बरोबर.
हां. आपल्याकडेच असते. पण आपण काय करतो ना, की तिला शोधत राहतो कायम. पण मला एक गोष्ट त्यावेळेस समजली, की तिला शोधण्याने नाही, तर आपले जे विचार येतायेत आपण ज्या गोष्टींमध्ये अटकलेलो आहे ना, त्याला सोडून देण्यामध्ये
हो.
ती शांतता आपल्याला ऑटोमॅटिक मिळायला लागते.
अगदी खरं म्हणाला तुम्ही. अगदी खरं.
असं आहे. <laughs> हं, हं, हं.
काय असतं ना आपण कधी-कधी ना हां, उगाच अ, टेन्शनमध्ये गुंततो.
हां, बरोबर आहे.
त्यामुळे आपली शक्ती, आपली शांतता, आपलं अ, आपला वेळ आणि साहजिकपणे काय आजच्या काळामध्ये आपला वेळ खूप गरजेचं झालेलं आहे. ते आपल्यासाठी खूप आहे. मतलब आपल्याला आपला वेळ आपल्याकडे द्यायला पाहिजे. खूप छान सांगितलं तुम्ही. तर मला एक सांगा, की जर कोणाला हे कदम कमी करायचं असेल, हे बदल कमी करायचे असेल तर सुरुवातीला छोट्या टप्प्यांसाठी तो काय करू शकतो? तर कोणते छोटे प्रयोग करू शकतो?
हां, हां. गरजेचा झालेला आहे. बरोबर. हां. हो, नक्कीच. आणि हां, हां. हम्म. हां, हां. हां, छोटे प्रयोग करण्यासाठी ना तर ते मला कधी समजलं ज्यावेळेस माझं मन नाही का स्वतः शांत झालं. त्यावेळेस मी ते वास्तविक बघू शकलो की माझ्यासोबत होत आहे काय आणि मला याच्यातून अटकलो कसं काय मी याच्यामध्ये. तर मला वाटत आहे ना की अ, जसं की मेडिटेशन जे आहे ना ते आपल्याला सेम अ, आपल्याला स्वतःबद्दल जागरूक करते आणि आपले विचाराबद्दल आपल्याला साक्षित्वामध्ये निघून जातात. तर आपल्याला समजते की वास्तविकमध्ये आपण जे अटकलेलो आहे ना तर ते आपल्याच अ, काही गोष्टींमध्ये आपण ते अ, त्यामधून तादात्म म्हणजे त्याला पकडून ठेवणं याला पकडून ठेवणं अ, माझ्या मनानुसार अ, असंच व्हायला पाहिजे, तसंच व्हायला पाहिजे, पण ते झालं नाही हां, पकडून घेतो.
अगदी बरोबर. आपण गोष्टींना पकडून घेतो. वाक्य असे असतात की आपण त्यांना सम समजून घेतो. आपण काय करतो त्या गोष्टींना असं करतो, की हा माझा आवडता व्यक्ती आहे आणि त्याला पकडून घेतो. पण ठीक ते नाही केलं पाहिजे.
हां. बरोबर हां, मग ते आपण फ्रीडम देतच नाही बदलण्याचा असं होऊन जातं ते.
हो, बरोबर, अगदी बरोबर.
मग मला त्यावेळेस एक गोष्ट म्हणजे त्यावेळेस समजली आणि नंतर मग काय आहे की ते ध्यान पण करतो ना पण ते अवेअरनेस येते आपल्यामध्ये. तर मला असं असं अ, वाटते ना की छोटे-छोटे टप्पे म्हणजे ध्यान करायला पाहिजे, काही आपण त्या लूपमध्ये अटकलो आहे असं आपल्याला वाटते ना, तर थोडंसं त्याच्यापासून दूर जाऊन अ, त्याला बघायला पाहिजे नंतर आपल्याला वास्तविक समजते की आपली चूक कुठे होत आहे.
अगदी बरोबर म्हणालात तुम्ही. हे तर खूपच छान म्हणालात तुम्ही. आपल्याला आपली चूक समजून गेली ना, तर मग आपण पुढे खूप छानशी वाढू शकतो. खूप छान म्हणालात तुम्ही. आणि हा जो तुम्ही सांगितला कुठल्या पात्राशी तुम्ही स्वतःला जोडून घेतोस आणि खूप छान सांगितलं तुमचे अनुभव सांगितले तुम्ही. तुम्ही ओंकाश ओंकारेश्वर गेला 15 दिवस तुम्ही अक्षरशः बाहेर गेला आपल्या घराशी खूप मोठी गोष्ट असते आणि तुमचं मन शांत झालं. अ अखेरमध्ये काय असतं ना तुमचं मन शांत झालं ना मतलब तुम्हाला असं वाटलं की मी आता स्वतःला बघू शकतो की मी काय आहे, कोण आहे आणि आता मला पुढे काय करायचं? मी खूप छान सांगितलं तुम आपला संवाद खूप छान होता. नक्की तुमच्याशी परत भेटूया. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. खूप खूप धन्यवाद.
हां. हां. <chuckles> हां, हां. हां. बाहेरून. <chuckles> हं. हो. काय करायचंय? बरोबर. हं. अ, मला पण अ, <chuckles> मला पण खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. माझं मन पण एकदम असं हलकं झाल्यासारखं मला वाटतंय तुमच्यासोबत बोलून. <chuckles> धन्यवाद.
<chuckles> अरे. मस्त, मस्त. धन्यवाद.